हं.
नाही, मला. म्हणजे मला स्वतःच्या लग्नामध्ये नंतर मी कधी रड जे काय रडले होते, पण ते लग्न व्हायच्या आधी, दादाच्या लग्नामध्ये, खरंतर आमच्यासाठी खूप आनंदाचा दिवस आहे. वहिनी आली आहे घरामध्ये.
हां. <chuckles>
आमच्याकडुन काय आमची बहीण नाही गेली. पण जेव्हा त्या गाणं ते गाणं ऐकलं, तेव्हा तिच्या मनाची जी काही घालमेल होती. ती आमच्याही मनात झाली, की अरे, आता हे सगळं सुटलं आहे. आता आपण परक्याचं धन झालो आहे. आपले वडील आता आपले नाही आहेत. आपल्या घरी कदाचित ते लवकर येणारही नाही आहेत, कारण ते परक्याच घर आहे आता. आणि आपण सुद्धा परके पोरके झालो त्यांना.
हां. हं. हो ना. हो.
बापरे! हे अजून पण आठवलं, की अजूनही काटा येतो. लग्न झालं आहे, मुलं बाळ झाली आहेत तरीही
<chuckles> हो. खरंच. खूप भारी ग इमोशन्स आहे या गाण्याचे. आणि जाणवलं मला हे तुम्ही हे गाऊन दाखवलं तेव्हा. आणि खरंच तुमच्या वहिनींची पण काय हाल असणार त्या दिवशी, हे मला समजतं आहे. पण अ, एक गोष्ट चांगली आहे, की तुम्ही सगळे एकत्र होता त्या दिवशी. आणि एकमेकांना तुम्ही ह्या परिस्थितीत सांभाळून घेतलं आणि साथ दिला तिचा.
पण खूप. खूप, खूप. हो. मला अजूनही आठवतं आहे अ, हो. आणि मुख्य म्हणजे काय माहिती आहे? त्यांच्या आई-वडिलांना सुद्धा आमंत्रण होतं वहिणींच्या. पण हे गाणं संपलं आणि नंतर ते दोघं आले, आई-वडील आणि त्यांचे भाऊ. तर ती धावत गेली आणि अशी गळ्यात पडून रडली होती ना, तिच्या आईच्या बापरे! म्हणजे त्यांना जरा वेगळंच वाटलं. हां, का एवढी धाय मोकलून रडते. <laughs> मग त्यांना नंतर कळालं, की ओके-ओके हे गाणं झालं आहे का, म्हणून मग असं होत आहे का? बापरे! म्हणजे तो एक वेगळाच खूप-खूप. आणि एवडी पण एक्चुअल त्यांचं लव्ह मॅरेजच होतं. दोघांचं, दोघांनी आणि आम्हाला सगळ्यांना मान्य असल्यामुळे ते छान थाटात लावून दिलं होतं लग्न.
हां, हां. अरे! अच्छा. हं, हं. मग त्यांना तर धक्काच लागला असेल, की ही काय अशी रडते आहे? काय झालं? <chuckles> <scoffs> हां. त्या आधी तर ते घाबरलेच असणार ना, की काय झालं आमच्या मुलीला. अशी काय रडते ही. हं, हं.